पहिलं म्हणजे मी असं ऐकलंय, की अ, म्हणजे ऑफिसवाल्या लोकांना सांगू नका तुम्ही कुठे आणि किती जवळ राहताय. <giggles> जवळ राहत असाल तर मग लगेच कॉल येतो, की तुझं जवळ राहतो ना ऑफिसमध्ये एक एमर्जन्सी आहे. लगेच येऊन जा. है ना. अ, जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं अ, किंवा सांगायचंच नाही, की मी इथे राहतोय किंवा तिथे राहतोय करून. आणि दुसरी <chuckles> दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना अ, म्हणजे रहा
<laughs> हं. बरोबर. हं, हो, बरोबर. हं. <giggles> हं.
आपल्या पर्सनल ज्या गोष्टी आहेत, लाइक एकदम पर्सनल अ, ज्या आपण खूप चांगली बाँडनी सेट केलेल्या असतात फ्रेंड्सना नाही सांगत जास्त, फॅमिलीला नाही सांगत. त्या आपल्या कलीग्स ना आपण जाऊन सांगू नयेत, है ना. लाइक आपण तिथे कामासाठी जातोय ना की बाकी सगळ्या गोष्टींसाठी जातोय, ना की आपल्या स्वतःच्या पर्सनल गोष्टींना सांगायला जातोय आणि असं आहे की आपलं काम कॉन्स्टंट एकाच ठिकाणी राहील असं नाहीये. आपण 1 वर्ष इथे आहोत 2-3 वर्षांनी पुढे कुठेतरी जाऊ. आणि आपली स्वतःची एक्स्ट्राची पर्सनल इन्फॉर्मेशन देण्याची एवढी गरज नसते बाकीच्यांना. खूप व्यवस्थित बाउंड्री प्रोफेशनल बाउंड्री सेट केली पाहिजे आणि जर का आपण स्थानिक असू अ, तर मी असं ऐकलं आहे आणि मला कोणीतरी सांगितलंय, <chuckles> जसं मी मगाशी बोलली, की एच.आर यांनी सांगितलंय, की कॉर्पोरेटमध्ये जेवढं जमेल तेवढं हिंग्लिशमध्ये बोलायचं. आपली स्वतःची भाषा मराठी असेल, हिंदी असेल किंवा तुम्ही हैदराबादमध्ये असाल तर कन्नड असेल. बिलकुल स्लिप होऊ द्यायची नाही कारण कसं होतं, की अरे वाह! आपण तर सेम ठिकाणावरून बिलॉंग करतो. मग ती गोष्टी वाढतात, मग बोलणं वाढतं आणि मग ते पर्सनल स्पेसमध्ये निघून जातं. है ना. तर ट्राय करायचं की जेवढं आपल्याला जमेल ना तेवढी आपली प्रोफेशनल लैंग्वेज आहे ती यूज करायचा. त्याने आपोआप आपली एक बाउंड्री सेट होऊन जाते.
बरोबर, हं. बरोबर, हं. बरोबर. बरोबर, हो. हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं. हं. हं. असं. हं, हं. हं. असं. हं. हं. बरोबर. बरोबर आहे, नक्कीच. हं. बरोबर.

बरोबर. म्हणजे ज्याच्याने तुझ्या अ, म्हणजे लाईफमध्ये तुझा एक बॅलन्स मेंटेन असतो. पण कधी-कधी काही लोकं काय करतात ना, की त्यांचं वर्क म्हणजे त्यांचं काम दुसऱ्याला सोपवून ते त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन मस्त मेंटेन करतायत. पण समोरच्याला ते मेंटेन करू देत नाही. जे हायर अथॉरिटीज असतात. ते अशा पद्धतीचे काम करतात. मग आणि ते जर हायर अथॉरिटीज आहेत, तर मग आपल्याला नाही कसं म्हणायला पाहिजे त्यांना, की त्यांना वाईटही नको वाटायला त्या त्याच्यासाठी?
हो. हां. हो. हो. नक्कीच. अ, मी हॉस्टेलमध्ये राहिले आणि तिथे मी एका विथ द 5 टू 8 इयर्स एक्सपिरियन्स असतो ना, अशा एका एचआरला भेटलेले आणि त्यांनी मला कॉर्पोरेट एथिक्स खूप चांगले शिकवले आणि बोलताना आहे ना, कसं बोलायचं? नाही आणि हो दोन्ही गोष्टी. तर त्यांनी सांगितलेली एक ट्रिक सांगते तुम्हाला, की तुम्हाला खूप मोठी गोष्ट
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. नक्कीच मला आवडेल ऐकायला.
अ, खूप मोठी गोष्ट आहे आणि कोणीतरी हायर अथॉरिटी असेल, स्टेकहोल्डर असतील आणि तुमचं काम असेल. पहिली गोष्ट म्हणजे बी ट्रू आणि ऑथेंटिक म्हणजे खोटं बोलू नका, की तुम्हाला हे काही जमणार नाही. तुमच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्या खूप व्यवस्थित सांगा. आणि कोणीतरी दबाव टाकत असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अ, मॅनेजरकडे जाणं. प्रोजेक्ट मॅनेजरकडे जाणं आणि एचआरला जाऊन सांगणं. कारण ह्या 3 गोष्टी आपण त्यांना जाऊन सांगत असू आणि अ, नुसती कमिटमेंट ही व्हर्बली न देता व्हर्चुअली पण देत असू, पहिला मेसेज करणं आणि नंतर मग जाऊन सांगणं. कारण आपल्याकडे प्रूफ सुद्धा पाहिजे की
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच. कॉर्पोरेटमध्ये प्रूफ अ, डिमांड जास्त केली जाते. बरोबर ना?
त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. हो, बरोबर. की त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. असं असून सुद्धा की माझ्याकडे एवढे सारे काम आहेत, डेडलाईन्स आहेत आणि ते मोठे असल्यामुळे मी त्यांना सरळ नाही न बोलता, मी तुमच्याकडे आले आहे. मग आता ही गोष्ट मी इंटर्न्स असेल तर मी हँडल नाही करू शकत. ऑफकोर्स ती लोकं खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात.
हं. हं. हं. बरोबर. हं.